हो. मग अ, संडे जे मी कामाला तिकडे जायचे. तसं इकडे काहीच नव्हतं किंवा सॅटरडेपण ऑफ होता. सो सॅटरडे संडे हां, मग स्वतःला वेळ देणं म्हणा किंवा तिकडे फिक्स अ, सुट्ट्यापण होत्या. म्हणजे तिकडे असं होतं, की चला बाबा, तुम्हाला ह्या-ह्या सुट्ट्या आहेत. त्यांचं पूर्ण टाईमटेबल जे आहे ते अ, त्यांच्याकडून मी आधी मिळालं होतं, की वर्षभराच्या ह्या-ह्या सुट्ट्या आहेत आणि त्यांचं असं असं होतं, की तुम्हाला जर सुट्ट्या हव्या आहेत ना कुठल्याही, तर प्रायर इन्फॉर्म करायचा, फॉर्म होता त्यांचा ऑनलाईन. जो ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरतीच भरून सबमिट करायचा असायचा. बाबा मला या-या दिवसांच्या सुट्ट्या हव्यात. मग त्यांचं असायचं, की या-या, 2-2 महिन्यांपर्यंतच्या सुट्ट्या तुम्ही आधीच अ, सबमिट करा, फॉर्म भरा आणि सबमिट करा. आणि खूप म्हणजे अप्रूव्हही व्हायच्या. म्हणजे जर तुमचं काम चांगलंय. तुम्ही सगळं काही सांभाळताय, तर ते अप्रूव्ह व्हायचे. सो मग ते मला खूप चांगलं बेनिफिशियरी वाटलं, की जरी हां. <chuckles>
अरे वाह! हां. हं. अरे वाह! अच्छा. मस्त. हं. हं. अरे वाह! मग एकदम मज्जा झाली असेल तुमची म्हणजे ॲटलीस्ट म्हणजे तणाव तर सगळीकडे असतो. काम आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमची पद तुमचं पद पण तसंच आहे की त्यामध्ये थोडाफार अ, कामामध्ये तणाव असणारच. पण तुम्हाला जो होता की तुम्हाला फॅमिलीसाठी टाईम द्यायचा होता, तुमच्यासाठी टाईम द्यायचा होता, स्वतःसाठी टाईम द्यायचा होता. शनिवार-रविवार पण सुट्टी मिळाली. आणि मेन तुमचं असं पण नाही झालं की नुकसान झालं. तुम्ही आहे त्या पोझिशनवरून पुढे, उडी मारलीयेत म्हणजे काय म्हणतात ना तुमची उडण चालू आहे अ, म्हणजे प्रगती चालूच आहे म्हणजे त्याच्यात काय खालती जाऊन वरती आलं असं परत नाही झालं. म्हणजे हे पण खूप छान तुमचं झालं. खरंच-खरंच खूप अभिनंदन तुमचा एवढ्या छान पद्धतीने नोकरीचं बदल झाला आणि त्याच्यात तुम्हाला खरंच खूप फायदा झाला आणि तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं. तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे शेअर केलत त्यात खरंच अ, मला खूप मजा आली ऐकून.
हो, हो, हो, हो. हो ना. हो. हं. हां, हां. हो. तेच ना. हां. हो. हो ना. तेच. हं. हं. हां, हां, हां. धन्यवाद. हां, हां. हं. हो. हो. मलाही खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी ऐकून आणि माझे अनुभव शेअर करताना ना थोडं असं बोलतात ना, की नजरेसमोरून ते क्षण गेले किंवा मग मी एक्सपिरियन्स तर सांगते माझा अनुभव, पण तो कसा गेला ना ते थोडं डोळ्यासमोरून ते क्षण गेले, की कसं
हो, हो. एक आपलं वर-खाली झालेलं असतं ना, एकदम मन पण एकदम अरे! हो, हो, हो. नाही, नाही, नाही. हो, हो, हो. नाही, नाही, नाही. <chuckles> हं.
हां. त्यानीच ना. <chuckles> हो आणि माझंही तेच होतं होत की पहिली जी नोकरी होती तिथे चांगलं सगळं होतं, पण मनाची शांती नाही. तर मग काय करू? मी करू की नको करू? आणि दुसऱ्या ठिकाणी गेली तर ही शाश्वती नाही ना की बाबा तिकडे सगळं चांगलं मिळेलच असं नाही. तिकडे असेल की नाही तिकडे? मग मग ही नोकरी बदलू की नको? हे ही, सगळं मनाचं हो नाही, हो नाही, सगळं असं डोलत होतं. त्यामुळे हे चला नोकरी बदलली आणि अ, अशा प्रकारे सगळं चांगलंही झालं. खरंच खूप छान होतं <chuckles> हो, हो, हो, हो. खरंच तुमचे खूप आभार. तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं आणि मला ना खरंच तुमच्याशी पुन्हा बोलायला नक्की आवडेल. खरंच खूप आभार.
हं. हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. एकदम छान. मस्त झालं. जबरदस्त. हं. हो, नक्की. पुन्हा भेटू. पुन्हा चर्चा करू. धन्यवाद.
हो, हो, हो, हो. धन्यवाद.

हां. म्हणजे काय झालं माहितीये का? त्यांनी मला रिझन हे सांगितलं की इतर लोक जी आहेत ना ती तुझ्या हाताखालची लोक होती, जे गेल्यामुळे कंपनीला काही इम्पॅक्ट नाही पडणार किंवा काही फरक नाही पडणार. पण तू ज्या पोझिशनला आहेस ना, तू जर आता लगेच अशी तातडीने निघून गेलीस ना, तर त्याचा आमच्या कंपनीच्या कामावरती म्हणा किंवा गोष्ट काही गोष्टींवरती प इम्पॅक्ट पडू शकतो. परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे तुला लगेच आम्ही सोडून नाही देऊ शकत. तर म्हणून मग आम्हाला मला त्याने 3 महिन्याचं अ, नोटीस पिरियड द्यायला लावला. मग 3 महिने मला तिकडे करावं लागलं आणि मग इथे सांगितलं मी जिथे नवीन नोकरी करणार होती की मला असं-असं नाही लगेच अ, जॉइन होता येणार. पण मग झालं. तिकडून राजीनामा दिला आणि नवीन ठिकाणी जॉइन झाले.
हां. ओह! ओके. हं, हं. बरोबर. मग अ, तिकडे पण अ, ॲक्सेप्ट झालं 3 महिन्याची नोटीस पिरियड एक्सेप्ट झाली तिकडे पण?
हो, हो, हो. कारण की त्यांनी माझा जेव्हा एक्सपिरियन्स बघितला आणि अ, इंटरव्ह्यू देताना त्यांनी अ, एक हे होतं की एका दिवसाचं ॲटलीस्ट आम्हाला अ, जे तुम्ह जे तिकडे काम आहे ते करून दाखवा. सो माझा एक दिवस पूर्ण इंटरव्ह्यू चालू होता, असं म्हटलं तरी चालेल. <laughs> कारण की त्यांनी कामही करून दाखवायला सांगितलं की काय-काय आहेत प्रोसेस वगैरे. सो त्यांना ते आवडलं हां. तर त्यांना असं झालं की चला बाबा ही आहे एवढी अ, अ, प्रावीण्य आहे त्याच्या त्या ह्याच्यामध्ये. सो हिला घेऊया. तर मग त्याप्रमाणे त्यांनी एक्सेप्ट केलं चला 3 महिने ते थांबायला तयार होते. असं झ हं.
हं. हां. अरे बापरे! <chuckles> म्हणजे अच्छा. हां. हं, हं, हं. मग अ, नवीन जॉब कसा होता? म्हणजे सगळं व्यवस्थित? मग जेव्हा स्विच ओव्हर झालात तुम्ही नवीन जॉबमध्ये मग तिथे अ, जी शांतता हवी होती तुम्हाला ती मिळाली का?
अ, हो. हो, हो. अ हं. हं, हं.

नाही, नाही. अ, मी एवढी रिस्क घ्यायची हिंमत नव्हती, की काही नसताना मी सोडून देणार. अह, कारण, की जर असं झालं, की बाबा मी सोडली आणि मला 2-3 महिने नोकरीच मिळत नाही. मी त्याच्याच शोधात आहे. तर मग त्या दिवसांमध्ये करू काय मी? आणि खूप वेळा असं होतं ना, की एकदा कामाची जर सवय लागली, तर मग घरात शांत बसणं जमत नाही. मग असं वाटतं, की काही ना काहीतरी काम पाहिजे मला. काहीतरी थांब, जरा काम सवय झाली आहे हां, तोही खटकायला लागतो. हां.
हां, हां. हां. बरोबर. हां. बरोबर. हो, हो. म्हणजे ते मोकळेपणा जरा अ, खायला उठतो. 2-4 दिवस काही वाटणार नाही, जरा मजेशीर वाटेल. पण नंतर जरा सगळं चुकल्यासारखं. हो.
हो. पण ते जर जास्त दिवस केले हं. मग त्यामुळे मग मी अ, वेगवेगळे शोधले आधी, की कुठे काय आहे. 2-3 ठिकाणी मी अर्जही केला नोकरीचा आणि अ, तिकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जेव्हा आला मला तेव्हा ठरवलं, की "चला बाबा आत्ता इकडून राम-राम करूया." <laughs> नाही बस. मग अ, तेव्हाच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी तिथे राजीनामाही दिला, की मी आताच नोकरी सोडतेय. त्यांनाही थोडं असं झालं, की "का सोडतेय? काय असेल तर आम्हाला सांग, आम्ही अजून तुला प्रमोशन देतो. म्हणजे पैसे वाढवून देतो, तू थांब पण." पण असं झालं, की तुम्ही जरी पैसे वाढवून दिलात ना तरी ती मानसिक शांतता नाही देता येत ना, त्याचं काय? हां, माझी मानसिक मनस्थिती बदलत चालली आहे, ढळ ढाळत चालली ती का पूर्ण. तर त्याचं करू काय मी? मग त्या पैशांच?
हां, हां. <laughs> हं. हं. <chuckles> अ, हां. अ. हो. मग तुम्हाला काही नोटीस पिरियड वगैरे द्यावी लागली. अ, किंवा असं त्यांनी प्रयत्न केला, की नाही रेझिग्नेशन लवकर एक्सेप्ट केलं असं काही केलं का?
हां, हो. मग त्यांनी अ, हं. हां. हो, अडवणूक केली होती माझी. म्हणजे जी बाकीच्यांना 1 महिन्याची नोटीस पिरियड होती ना तिथे मला त्यांनी 3 महिन्याची नोटीस पिरियड द्याय द्यायला लावली. म्हणजे <scoffs> हां.
अरे बाप रे! नवीन कंपनी ने मान्य केलं ते?